खरं. मस्त-मस्त. कुठली-कुठली गाणी गातात म्हणजे अ, कुठल्या-कुठल्या उत्सवात आणि कुठले असे स्पेशल उत्सव आहेत का? आणि स्पेशल गाणी आहेत का? जे तुम्हाला तुमच्या घरात होतातच होतात. एक मजा मजेशीर असं वातावरण होतं त्याने.
आणि गणपती. हां. हो, हो, हो. हो, हो. खूप छान वातावरणनिर्मिती होते. इतकं सुखद वाटतं ना ते. अ, आमच्या घरी आम्ही गणेशोत्सवामध्ये प्रथम तुला वंदितो किंवा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे. हे जे आहे प्रल्हाद शिंदेचं गाणं. या गाण्याने तर एवढा रंग भरला जातो. एकदम अ, म्हणजे काय दणदणाट होतो अगदी घरामध्ये. अ, आणि मी त्या गाण्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये उंदीर आणि अ, आपला गणपती यांचं कसं मिश्रण म्हणजे ते गाण्यामध्ये असं छान वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे ना, ते गाणं ऐकून असं म्हणजे खूप छान वाटतं. हां, मस्त असं काहीतरी वाटतं.
अरे वाह! मस्त. हो, तो गणपती असा घरात नाचतोय, बोलतोय, वावरतोय असं वाटत असेल?
अगदी बरोबर. अ, खूप भारी.
अच्छा! आणि कुठल्या-कुठल्या उत्सवातले गाणी आहेत तुमच्यात?
हां. त्याशिवाय नवरात्रामध्ये. नवरात्रात तर काय विचारू नका. देवीचे गाणे म्हटलं, की खूपच एक छान उत्साह येते. तर गरबा आपण खेळतो. अ, हिंदी गाणी पण त्याच्यात हो, हो, हो. गरबा खेळतो ना. आम्ही सगळे आमच्या आमची जी पूर्ण कॉलनी आहे त्याच्यात सगळ्या स्त्रिया एकत्र येतात आणि गरबा पण मस्त आम्ही मजेदार. <laughs> ऑर्गनाइज करतो हो सोसायटीमध्ये आणि धमाल करतो नुसती. सगळ्यांनी अगदी वेशभूषा करतो छान-छान. टिपऱ्या घेतो आणि मग दांडिया असं करतो. अ, काही गुजराती गाणे लावतो, काही मराठी गाण्यांवरसुद्धा गरबा करतो. हं, हं, हं.
हो, तुम्ही खेळता का क गरबा? अच्छा. मग ते ऑर्गनाइज करतात का स्त्रियांसाठी, सोसायटीच्या ह्याच्यासाठी? अच्छा. अरे वा! मस्त. आणि तुम्ही असं कुठलं गाणं गाता का म्हणजे अ, या अ, नवरात्रीमध्ये? म्हणजे नाचतो हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. पण अशी कुठली आहे का की ह्या नवरात्रीमध्ये हे गाणं होतंच घरामध्ये?
हां, हां, हां. हो. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग. हे गाणं इतकं म्हणजे अ, अगदी एव्हरग्रीन आपण ज्याला म्हणतो <chuckles> असं आहे ते. हां.
वा! जा तुझ्या घरी. अरे वा, वा, वा! मस्त. हं, हं. मग अ, हे गाणं तर होळीला होत असेल ना मग?
होळीला होतं, नवरात्रात चालतं. टिपऱ्या टिपऱ्याच आहेत ना त्याच्यामध्ये. टिपऱ्या म्हटलं की नवरात्र पण आलं आणि होळीला तर आपण गातोच हे गाणं. होळीमध्ये सुद्धा खूप सुंदर-सुंदर गाणी आहेत. <chuckles> हो. अगदी खूप आवडीने.
हो, हो, हो, हो, हो. बरोबर. हं. होळी खेळता का? आणि मग कुठली-कुठली गाणी, होळीतली गाणी सांगा?
अ, होळीतली गाणी हिंदी जास्त गातो आपण. अ, आज ना छोडेंगे तुझे, चलो रंग लगालो. असं असे बरेच गाणे आहेत ते. ते गाणे गाताना पण खूप मजा येते आणि
ओके.